तेच तर. हां. अजून सांगू का तुम्हाला मी एक अ, गंमत? <laughs> म्हणजे <laughs> आम्ही मित्र नाही का फिरायला गेलेलो. फिरायला गेल्यानंतर असं बोनफायर वगैरे करण्यासाठी संध्याकाळी आणि अक्षरशः बोलता-बोलता आमचं असं झालं की एकाने फोन काढला, दुसऱ्याने फोन काढला, तिसऱ्याने फोन काढला अन सगळेजण आपापल्या फोनमध्ये गुतलेले आणि ती बोनफायर चालू आहे समोर.
बरोबर. खूप छान. हां. बिलकुल-बिलकुल. चालेल, मला आवडेल ऐकायला. <chuckles> हां. हां. <laughs> <laughs> <coughs> बरोबर.
आ आ आणि त्या बोनफायरचं जे आहे ना, ते जाळ, लागता-लागता-लागता इथं कपड्याला लागला आणि ते कपड्याला लागून ते पूर्ण पेटलं पण कुणाला माहीत पण नाही, सगळे मोबाईलमध्ये खेळत बसलेले. <chuckles> अरे बाप रे! म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आसपास काय होतंय ते पण आपल्याला ज्ञात नसते. आपण ज्यावेळेस मोबाईल खेळतो तर. <laughs> असं आहे.
हं. <laughs> <giggles> बाप रे! बरोबर, बरोबर. थँक. बरोबर. नाही, नाही. खूप छान. हं. <laughs> खूप छान. खूप छान. तुम्ही ना एकदम मनापासनं सांगितलं की तंत्रग्यान आणि स्क्रीन टाईम बाबत तुमची क अ, शिस्त कशी लावायची? त्याच्याबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं आणि तुमचे, मतलब जो जो विचार ते एकदम मनापासून आले की तुम्ही त्या स्थितीमधनं बाहेर आलायत आणि तुम्ही प्रेरित करताय, त्याच्यावर खूप छान, तुम्ही खूप छान करताय आणि असेच करत राहा. आपण पुढे जरूर बोलूया. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. खूप मज्जा आली तुमच्याशी बोलून. बिलकुल. <laughs>
खूप, खूप. आपण. शिस्त आवश्यक आहे. बरोबर आहे. हं. हां. हं. हां. नक्कीच, नक्कीच. मला मला पण, मला पण. खूप छान वाटलेलं आहे. खूप छान टॉपिक होता हा. आणि आजच्या अ, घडीला यावर बोलणं खूप आवश्यक होतं. असं मला वाटतं. हां. खूप-खूप धन्यवाद तुमच्यासोबत बोलणं झालं. मला पण खूप छान वाटलं. तेच. धन्यवाद.
हां. बिलकुल. हो, खूप आवश्यकता आहे. बरोबर, बरोबर. धन्यवाद. धन खूप छान वाटलं. धन्यवाद.

बरोबर, बरोबर, बरोबर. बघा ऑफिसमध्ये काय असतंय, आपल्याला दिवसभर काम करावं लागते तर तिथे अव्हेलेबल राहावचं लागते आपल्याला, आपण किती जरी म्हटलो ना, तरी पण आपल्याला तिथे करावंच लागतं. तर त्यासाठी काय करतो आता जसं की अ, लॅपटॉप आता नवीन आलेलं आहे, त्याच्यामध्ये एक नवीन फीचर आहे, की त्यात नाईट मोड असतो. तो काय करतो ज्यातला ब्लू कलर आहे ना, तो थोडा डाउन करतो. म्हणजे तो डोळ्याला स्ट्रेस येऊ देत नाही. आपल्याला डोळ्याला स्क्रीन अ, स्क्रीन ज्यावेळेस आपण बघतो ना तर आपल्या रेटिनामध्ये जे ब्लू रेज असतात ना याचे अ, आपल्या डिस्प्लेचे ते हानिकारक असतात. ते आपल्या डोळ्याला डॅमेज लवकर करतात. त्यामुळे काय करायचं की त्याला नाईट मोडवर घेऊन जातो. नाईट मोडवर ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस येलो शेड होऊन जातो. तर आपण जास्त वेळ जरी स्क्रीनला बघितलं तर तो आपल्याला डिस्टर्ब करत नाही. हां.
हो. बरोबर. हो. बरोबर. बरोबर. बरोबर. हो, हो. अच्छा. हो. बरोबर. खूप छान, ही तुम्ही खूप छान ट्रिक दिली तुम्ही की नाईट मोडवर करू शकतात. बरोबर.
हां. बरोबर. आणि या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत बरं का? ते बघायचं नंतर थोड्या वेळ झालं की बाहेर यायचं, गॅलरीमधून दूर बघायचं. आपण काय करतो ना, लॅपटॉपवर बघत राहतो ना, आपला फोकस एकदम फिक्स असतो. त्यामुळे हां. त्यामुळे काय आपला चष्मा आपला नंबर वाढायचा चान्सेस जास्त असतात. तर बाहेर येऊन दूर बघितलं झाडाकडे किंवा दूर कुठे काही करतायत, त्याच्याकडे बघितलं ना, तो फोकस अ‍ॅडजस्ट होतो आपला पुन्हा. तर आपला जे हां. त्यामुळे काय आपल्याला चष्मा लागायची भीती कमी होऊन जाते.
हो. हो, बरोबर. बरोबर, बरोबर. बरोबर. खूप, खूप, खूप खरं बोललात तुम्ही. का की आपलं जेव्हा आपण निसर्गाला पाहतो या मग आपण थोडी वेळपणसाठी पण अगर स्क्रीनवरनं आपलं लक्ष हटवलं, कोणाशी बोललो, तरी ते खूप असतं. बरोबर. खूप छान.
हां. हां, हां. हो. हो, हो. बरोबर, बरोबर आहे. <chuckles>
तर अ, जसं तुम्ही तर शिस्त लावली, बरोबर? पण तसं मुलांना शिस्त लावणं थोडं कठीण असतं ना? का की त्यांच्यासाठी बरोबर, त्यांच्यासाठी फोन म्हणजे त्यांचं खूप मतलब त्यांचा असा मित्र होऊन जातो. तर YouTube शॉर्ट्स काय, Insta काय, तसं तुम्ही मुलांना काही शिस्त लावली का? या मग असं असतं ना, की आई-वडील झाले, जोडीदार तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला शिस्त लावली आणि त्यांनी स्वीकार केली का छानशी? या मग काहीतरी थोडंसं संघर्ष झालं?
हां, हां. हां. अरे! खूप कठीण आहे. <laughs> खूप कठीण आहे. मिळतं असं. बरोबर, बरोबर. हां. हां. हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां, हां, हां, हां. बरोबर आहे. बरं तुम्ही म्हंटले. आज कसं झालं ना की आपण अं अ, लहान होतो ना त्यावेळेस आपल्याकडे काहीच नव्हतं मो खादा प्रश्न जरी पडला तर पहिले आपण कसं वडीलधाऱ्या माणसांना विचारायचो. आता ते ChatGPT आणि बाकीचे ॲप्स आल्यापासून नाही का अ, लहान मुलं आपल्याला बोलत पण नाहीयेत. <laughs> तर ते काय करतात? ते सर्च करत राहतात त्याच्यावरती, पूर्ण चालू असतं त्यांचं. आणि काही-काही असे ॲप्स आहेत तर ते इन्स्टंट डोपामाइन देतात लहान-लहान मुलांना. मग ते शॉर्ट्समध्ये. त्याच्यामुळे काय झालं ना त्या शॉट्समुळे एक टाईम स्पॅन जो असतो ना आपला, बघा आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस 1 पिरियड असायचा 40 मिनिटाचा. आता काय झालंय की 30 मिनिटाच्यावर लहान मुलाचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाहीये.
ह्. बरोबर. बरोबर. हो, हो. <laughs> बरोबर. बरोबर. हो, हो. बरोबर. हो, हो.